अ, हो, हो. म्हणजे आता तुम्हाला काय सांगू इतकी काही मी त्यामध्ये शिकलो ना वेगवेगळ्या गोष्टी की बस बघायचं कामच नाही. मी बेसिक अ, सिंगिंग पण त्याच्यामध्ये शिकलो क्लासिकल म्युझिकची.
वाटलंच होतं मला आता जो वाजवतोय तो गाणारच. <laughs>
हां, <laughs> त्याच्यानंतर हार्मोनियम असतो. अ, हार्मोनियम माझी ताई वाजवत होती पहिले मग तो घरी पडलेला होता. मग थोडं-थोडं यायचंच यातलं, एवढं नव्हतं यायचं. पण अ, ज्यावेळेस मी तो हार्मोनियम घरी बसलो ना आमच्या इथे काय व्हायचं ना, लॉकडाउन असायचं ना. तर संध्याकाळी व्हायचं भजन. आजी असायची, आजोबा असायचे, आजूबाजूचे 2-3 आजोबा असायचे ते यायचे. संध्याकाळी मस्त भजन व्हायचं. तर मग मला ते बासरी पण शिकायला गा गाणं पण मी त्याच्यामध्ये भजन म्हणायचो, ते पण मग चढ-उतार कसे असतात, त्याची पण प्रॅक्टिस व्हायची आणि हार्मोनियमची पण प्रॅक्टिस व्हायची त्यावेळेस.
अच्छा. हं, हं. अरे वाह! म्हणजे बघा, या माणसांनी तुम्हाला व्यासपीठ उत्पन्न म्हणजे उपलब्ध करून दिलं म्हणायचं. <laughs> कारण आपण डायरेक्ट मोठ्या व्यासपीठावर जाण्यापेक्षा तुम्ही इथे घरी प्रॅक्टिस करा. इथेच व्यासपीठ वापरा तुम्ही.
व्यास <laughs> बरोबर. अ, हां, बरोबर आहे म्हणजे म्हणतात ना की टेक्नॉलॉजी जी जर चांगल्या हाताने आपण त्या त्याच्याकडून स्वीकार केले, ती आपला अ, ग्रोथ जी आहे ना, ती इतकी झपाट्याने आपल्याला समोर घेऊन जाते. आणि ती जर वाईट हातात पडली तर ती एकदम झपाट्याने मागे ओढते आपल्याला. त्यासाठी आपण पण आपल्यावर पण आहे की टेक्नॉलॉजीचा उपयोग कसा करायचा, काय करायचा, आहे ना? तर त्या YouTubeनं खरंच मला अ, लॉकडाउनच्या काळामध्ये, अ, खूप जास्त स्किल शिकण्यासाठी वगैरे मदत केली. आणि तुम्हाला सांगू का, तुम्हाला हसू येईल पण YouTubeने मी वेगवेगळ्या डीश बनवायच्या आहेत, त्या पण शिकलो घरी. <laughs> त्यामधली
<laughs> हो. हो, नक्कीच. हं. <laughs> म्हणजे चांगलं चांगलं बनवून खायचं, मस्त वाजवायचं, सोबत गाणंही म्हणायचं. आणि हे सगळं करत असताना त्याचा फोटो पण काढायचा.
आ, अ, <chuckles> दालगुना कॉफी <laughs> फोटो काढायचा स्टेटसवर ठेवायची.
म्हणजे तुम्ही हे सगळं करणार आणि दुसऱ्याला जळवणार म्हणजे की कसं बाबा हा व्यक्ती एवढं छान करतोय? क कसं जळवणार तुम्ही दुसऱ्याला.